माझं म्हणणं असं आहे ना, की पहा सतत काही ना काही नवं ट्राय करत राहा.
बरोबर.
तुमची मेहनत, तुमचं काम आणि तुमचे कर्म, हा ईश्वर बघतोय. तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुमची मदत जरूर करणार. का की तुमची मेहनतमध्ये सच्चाई आहे ना, तर तुम्ही काहीही करू शकता. मी असं नाही बोलणार, की मी कंटेंट क्रिएशनमध्ये आलं तर मला रिग्रेट नव्हता. होता रिग्रेट, पण मी स्वतःला सांगितलं की ही लाईन तू चूज केली ना, आता ह्याच्यावर काम कर. तू करू शकतो आणि तू कर.
हं. बरोबर. हां. हां. मेहनत कमीत कमी स्वतःला तेवढा चान्स तर दे की मेहनत करून काहीतरी त्याचं हां, एक एकाच महिन्यात क्विट नाही करू शकत. हो.
की तू काही करू शकतो. बरोबर. निकाल लावू श हां. बरोबर. मी अ, मी स्वतःला 1 वर्ष दिला. आणि पहा मी हे नाही म्हणत की सर्व सर्वांकडे एवढा टाईम असतो. लोकांकडे बॅकअप ही नसतो. पण मी तो बॅकअप निर्माण केला होता. आणि त्या बॅकअप हो.
हां. बरोबर. बरोबर की जेणेकरून तुम्हाला एक सूट, तुम्ही स्वतःला एक सूट दिली की मला हे ज्यात माझी आवड आहे हे, हे मी करू शकतो. खूपच छान. हो. किती छान प्रकारे तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजावल्या आणि तुम्ही खरंच म्हणजे सांगितलं की नोकरी म्हणजे असते. एक नोकरीच्या ठिकाणी एक ओळख बनते ती तर असतेच पण आपला एक व्यक्तिगत जी आपली एक ओळख असते की आपण कसे माणूस आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त पण कसं तुम्ही तुमच्या पॅशनला तुम्ही चूज केलं आणि त्याच्या पण कसं तुम्ही काय काय त्याच्यात टॅक्टिक्स वापरल्या की कसं एक थोडा बॅकअप असला पाहिजे जर का अशी काही रिस्क घ्यायची असेल तर. खूपच उत्तम प्रकारे तुम्ही हे सगळं सांगितलं. मला खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून. तुम्हाला खूप धन्यवाद. आपण परत नक्की भेटू.
की मी करू शकतो. आणि करू शकतो. पण हां. बरोबर. बरोबर. हो. मला पण खूप आनंद झाला.